बघा, आता मी हे तर सांगेल, की म्हणजे तुम्हाला मी दोन छोट्टे उदाहरण मी तुम्हाला सांगते, की अ, पहिली गोष्ट तर LinkedIn जसं आपल्याला कळतं, की ते एका प्रकारचं प्लॅटफॉर्म आहे, की जिथे लोकं आपलं ॲप्लिकेशन टाकतात. आणि म्हणजे ते एवढं जास्त ओव्हर सॅच्युरेटेड आहे, की म्हणजे त्यात तुम्हाला तुमचं कुणी ॲप्लिकेशन बघेल पण का नाही ह्याची काहीच खात्री नाहीये. पण हे ना असं 2-3 वर्षापूर्वी हे असं झालेलं, की मी खूप ठिकाणी ॲप्लाय केलं. त्याच्यानंतर मला एका ठिकाणी मला एक ईमेल आला, पण त्यावेळेस मी त्या इंटरव्ह्यूला मी उपलब्धच नव्हती. म्हणून मला रिप्लाय करता आला नाही. आणि मला असं वाटलं, की ज्या ठिकाणीवरून मला रिप्लाय आलेला, ती म्हणजे ते त्या व्यक्तीकडून, ते म्हणजे योग्य होतं. असं फसवणूक वगैरे असं काही नव्हतं. योग्य होतं ते. पण मला त्यावेळेस तो टाईम स्लॉट माझ्याकडे नव्हताच आणि मला सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मला ते करूच शकले नाही मी. आणि मला त्या वेळेस असं नाही वाटलं, की माझ्या हातातून काहीतरी सुटलं म्हणून कारण अ, वैयक्तिक दृष्टिकोनाने मला माझ्या जवळ एक ठिकाण आहे, की जिथे मी नोकरीसाठी मी म्हणजे ॲप्लिकेशन टाकलेली आहे. आणि तिथेच सध्या मी नोकरी पण करत आहे. तर मला तिथे ॲप्लिकेशन मला ऑनलाईन टाकावी लागली. आणि मग नंतर समोरासमोर जाऊन इंटरव्ह्यूला देणं. तर कुठे ना कुठेतरी मला एक निवडायचं काम जसं आपण म्हणतो ना, तर मला शेवटी मी तेच निवडलं जे माझ्या समोर आहे. आणि जे वैयक्तिक दृष्टिकोनाने ऑनलाईन आहे, आजकाल भरपूर अवेलेबल मी नाही म्हणत नाही. खूप लोकांचं होतं. अ, पण कुठेतरी मला असं वाटतं, की त्याचं सतर्क राहणं फार गरजेचं आहे. कारण अ, खूप साऱ्या ठिकाणी ऑनलाईन ओळखीने स्कॅम पण होतात. आणि त्यामध्ये आपल्याला कळणं आपली जी प्रायव्हसी आहे, गोपनीयता आणि काही इन्फॉर्मेशन जे आहे, ते आपण अ, म्हणजे अशाच ठिकाणी आपण अवेलेबल नाही ठेवू शकत. आणि हो ना, Facebookवरती, WhatsAppवरती आपण करियर आणि नोकरीबद्दल आपण, आपण पूर्ण आपला रिझ्युम आपण समोर नाही ठेवू शकत. पण कनेक्शनमुळे जर का कोणाला हो. पण असं पण होतं, की Facebookमुळे कुठेतरी कुठलातरी एखादा नोकरी अवेलेबल आहे, जॉब अवेलेबल आहे. तर कोणीतरी पोस्ट करतं त्यांच्या पेजवरती, की इथे-इथे अमुक-तमुक ठिकाणी आहे आणि ते तुम तो ज्या व्यक्ती पोस्ट करत आहे ते तुमच्या फ्रेंड्स लिस्ट मध्ये आहे. मग तुम्हाला ते बघायचा चान्स भेटतो. आणि मग तुम्हाला वाटतं, की, हां, मी इथे ॲप्लाय करू शकते. म्हणजे असं पण उपयोग होतो ऑनलाईन ओळखीमुळे, की तुम्हाला नेमकं नोकरी किंवा करियर कुठे आहे, करियर सेंटर आहे, कुठे जॉब फेअर आहेत का? मग तुम्हाला ते कळतं. मग तुम्ही थोडा अजून रिसर्च करता. तुम्ही बघता, की काय त्यांचा अ‍ॅड्रेस आहे, कुठे आहे? किती वाजता आहे? मग तुम्ही तसं ते करू शकता आणि तसं पण फायदेशीर ठरतो ते.
हं, हं. हो, हो. बरोबर. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. बरोबर. हं, हं. अच्छा! हं, हं. अगदी. हो. हं, हं. हो. हो काही वेबसाईट आहे तिथं. हं, हं, हं. बरोबर. हो. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं.

मला असं वाटतं, की ऑनलाईन ओळखीचा प्रभाव ना नोकरी आणि करिअरवर म्हणजे त्याचा एक असं जसं आपण म्हणतो ना, की त्याचा प्रभाव पडतो. एका लिमिटपर्यंत पडतो. म्हणजे त्याचं असंच नाही सांगणार मी, की सगळंच काही आता ऑनलाईन ओळखीमुळे होत आहे, असं नाही आहे. पण ऑनलाईन आजकाल वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असल्यामुळे ओळखी वाढत चालल्या आहेत. पण मला तरी असं वाटतं ना, की कुठे ना कुठेतरी एक अ, जसं समोरासमोर जी ओळख असते, ती पण जास्त महत्त्वाची असते कारण जर का एखाद्या व्यक्तीबरोबर ऑनलाईन जर का ओळख असेल, पण आपण त्यांना वैयक्तिक रूपेत आपण त्यांना ओळखत नाही ना, तर अ, कुठे ना कुठेतरी त्याचं संतुलन असणं योग्य आहे असं मला वाटतं कारण अ, एखाद्या व्यक्तीला आपण फक्त ऑनलाईन ओळखतो. तो व्यक्ती आपल्याला रिकमेंड करेल पण का नाही आपल्याला काही माहित नाही. त्याच्या मनात काय आहे, त्याच्याबरोबर आपलं म्हणजे ओळखीला आपण त्याला त्यांनी आपलं बघितलं नाहीये, आपण त्यांना बघितलेलं नाहीये. तर आपल्याला त्या गोष्टीची जास्त जर का आपलं त्यांच्याबरोबर उठणं-बसणं नसेल, तर त्यांनाही आपल्यावर विश्वास नसणार आणि आपल्यालाही त्यां त्यांच्यावर असा विश्वास नसेल, असं मला वाटतंय की फायदा पण थोडाफार असू शकतो ओळखीचा, म्हणजे कनेक्शनसाठी वगैरे असं पण अ, त्याचे तोटे जर का मी म्हटलं, तर अ, मला तरी असं वाटत की अशा वेळेस कुठलीच गोष्ट जसं आपण म्हणतो ना, एकदम आपली पर्सनल इन्फॉर्मेशन ती अशी ऑनलाईनद्वारे आणि ऑनलाईन ओळखीद्वारे हे पण असं देणं योग्य नाहीये. जर का आपण कोणाला नोकरीसाठी आपण ऑनलाईन कोणासोबत ओळख आहे आणि आपण चाललोय. आपण त्यांना आपली इन्फॉर्मेशन दिली किंवा करियरबद्दल ती तेवढी पण मी नाही सांगू शकत असतं, की 100% फायदेशीरच अ, ठरेल का नाही. पण त्यातल्या त्यात पण आपल्याला म्हणजे थोडं डिफरेन्शिएट करणं फार गरजेचं आहे कारण अ, किती सारे आता म्हणजे, जॉबसाठी, कामासाठी, करियरसाठी वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत. Linkedin आहे. तर ह्यावर आपण बोलूच, की तो तर एक प्लॅटफॉर्म आहेच, की ज्यावर आपल्याला नोकरीबाबत पण मग आता Facebookवरती करणार का, Facebookवरती तर नाही करणार. Instagramवरती तर असं नाही करू शकत हो. तर मग थोडं कुठेतरी बॅलन्स शोधणं गरजेचं आहे.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हो. अगदी. हो, हो. खूप गरजेचं आहे. हो. हं. बरोबर. हं, हं. हं, हं. जाणे. हं, हं. नसणार. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. हो, हो. हो, हो. असू शकते. हं, हं. अच्छा. हं, हं. <chuckles> बरोबर आहे. नोकरी शोधता? नाही करणार. Twitter. हं, बरोबर. तर मग तुम्ही हे बॅलन्स कसं शोधता बरं. समजा, आम्हाला तुम्हाला असं काही म्हणजे उदाहरण आठवतं का तुम्हाला या ऑनलाईन ओळखीमुळं किंवा अ, नोकरी मिळालेली तुमची प्रोफाइल सिलेक्ट झालेली आहे तिथं. असं काही झालंय का तुमच्या जीवनात?